आपण पाहतो आपलं हे आयुष्य अनेक हे कथानकांनी भरलेलं आहे. प्रत्येकाची ही एक म्हणजे प्रत्येकाच्या जडण-घडणीमध्ये एक कथा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे एक अ, गूढ कथापण असतात. तर आपलं काही असं आहे का हो, काय म्हणजे याची परिपूर्ण कथा वगैरे जी की तुम्हाला सांगू वाटेल?
हो ना. म्हणजे कालच मी ना, माझी ही जुनी डायरी काढून अ, पाहिली आणि त्यात मला एक सुकलेलं गुलाबाचं फूल भेटलं. तर ते <chuckles> होय, तर अगदी मी ते खूप अ, जपून ठेवलं होतं आणि डायरीत ते किती वर्षांपासनं म्हणजे मला वाटतं त्याला अ, 6-7 वर्ष तरी झाले असतील आता. तर अ, एवढं हो ज <chuckles> हो, जुनी डायरी होती ना ती. तर मी ते पाहिल्याबरोबर मला लगेच अ, आठवण आलं ते क्षण. जेव्हा ते मी घेतलं होतं. आणि म्हणजे
हं, हं. अरे बापरे! काय बोलता? <laughs> अरे बापरे! म्हणजे खूप अ, वर्ष हं, हं. अच्छा, अच्छा. अच्छा. काय त्या त्या म्हणजे काय त्या गुलाबामागची काय आठवण होती? म्हणजे काय कथा होती ती नेमकी?
मी सांगते ना. अगदी असं काही रोमॅन्टिक वगैरे नाही तसं काही विचार नका करू. तसं नाहीये काही. पण अ, झालं काय की खूप वर्षांपूर्वी मी म्हणजे माझं रोजचंच रूटीन होतं की लवकर उठून सकाळी ऑफिसची तयारी करून ऑफिससाठी निघायचं वगैरे. पण अ, रोज सकाळी उठायला ना, माझी खूप किरकिर व्हायची, की एवढ्या सकाळी उठायचं आणि तयार होऊन तेच-तेच-तेच तेच रूटीन रोज-रोज ते खूप बोरिंग व्हायचं. तर रोज सकाळी उठायला खूपचं मी कंटाळा यायचा मला, तर एखाद्या अशाच दिवशी जेव्हा मी ऑफिससाठी पहाटे निघाले आणि ट्रेनमध्ये बसली होती. तर ट्रेनच्या दाराजवळ एक लहान मुलगी होती आणि तिच्या हातात गुलाबांच्या फुलांची एक ट एक अ, अशी टोपली घेऊन ती बसली होती. आणि ती ते गुलाब विकात विकत होती फुलं.
हां, हां. अच्छा, अच्छा. ओके. हां. हं, हं. अच्छा. हं, हं. हां. अच्छा, अच्छा. अच्छा. ओके. अच्छा.